नक्कीच भेटतं सुख नाही का. आणि तुमचं मग ते तिथं गेल्यावर डोकं पूर्ण असं म्हणतात ना, असं तणावमुक्त होऊनच अ, तुम्ही येत असाल.
हां. हां. तणावमुक्त होऊनच येतो. तिथलं नाही का, तिथलं सगळं आपण मजा करतो ना. तिथं वेगवेगळे असे पार्क पण ओपन केलेत त्यांनी आता लहान मुलांसाठी. म्हणजे हां, वॉटर पार्क किंवा गेम झोन तिथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे तिथे काय आहे खूप लोकं असं स सॅ सॅटर्डे-संडे वीकेंडसाठी पण येतात.
अरे वाह! अरे! खूपच छान आणि मग?
हां, आणि आणि तिकडे चालण्यासाठी आपल्याला कंपल्सरी बूट वगैरेच घालावं लागतं, कारण की तिथे असे कारण की तिकडे असं थोडंसं अ, दगडं वगैरे आहेत ना, जाण्यासाठी जो मार्ग आहे झाडी-झुडपी. तर त्यामुळे पायाला लागू नये. आणि आपली पाण्याची बॉटल आपल्यासोबतच ठेवायची, कारण की कधी-कधी अ, उपलब्ध होत नाही त्या जागी.
का बरं? हां, हां. खूपच छान. हो, हो, हो. अच्छा. आणि मग तुम्ही पुढच्या वेळेस तिथे गेल्यावर तुम्हाला आता काय वेगळं करायचंय आधीपेक्षा?
हं. अ, तिथे गेल्यावर मला ॲक्चुअली मी 1 दिवस किंवा 2 दिवसच जाते. मला तिकडे 5-6 दिवस राहायचंय आणि त्यांचं जरा कल्चर हो. कारण की 1-2 दिवसात मजा नाही येत तिकडे फिरण्याची. तिथे मस्त 5-6 दिवस राहिलं ना, त्यांचं कल्चर, त्यांचं राहणीमान ते सगळं मला जाणून घ्यायचंय. म्हणजे त्या लोकांचं.
5-6 दिवस? अच्छा. आणि त्यांचं कल्चर काय म्हणालात तुम्ही? त्यांचं म्हणजे कोणाचं? त्या लोकांचं तिथल्या. अच्छा. म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाईम जाऊन तिथलं कल्चर अनुभवणार.
हे हां. हं, आल अनुभवणारे. तिथे खूप बाहेरची लोकं पण येतात आणि तिथे रात्री पण खूप मजा येते हां. रात्री असं घोर अंधार असतो आणि त्यामध्ये वरती चांदणे. बघण्यासारखं एकदम सुरेख म्हणजे म्हणतात ना, आपण नाईट वॉकिंग.
अच्छा! खूपच छान.
<chuckles> इथे मॉर्निंग वॉक नाही करायचंय. इथं नाईट वॉक करायचा.
हां, हां, हां, हां, हां. अच्छा, नाईट वॉक नाही करायचा. हां, हां, हां. खूपच अ, तुम्ही सगळं सुंदररित्या सांगितलं. महाबळेश्वरबद्दल. जसे तुम्ही पॉइंट सांगितले विल्सन पॉइंट, टा टायगर पॉइंट आणि ते वेना लेक आणि तुम्ही जसं सांगितलं की घोड्यावरती स्टंट मारणं. तिथली स्ट्रॉबेरी मॅप्रो गार्डनमधली खरंच म्हणतात ना, खूप अ, अ, चांगला अनुभव तुम्ही घेतला आणि जसं तुमच्यासोबत माकडाने तुमची टोपी पळवली आणि तुम्ही त्याच्यासोबत सेल्फी घेतली म्हणजे खरंच असं म्हणतात ना, की अ, तुम्हाला खूप छान वाटलं असेल नाही का? खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं मला सर्व ऐकून.
हो. <chuckles> हो.

खेळतात म्हणजे? काय करत नाही का माकडं?
अ, नाही करत ते, म्हणजे चांगली आहेत. काय करतात म्हणजे फक्त आपली वस्तू घेऊन पळतात. त्यामुळे फक्त मोबाईल वगैरे आहे ना, तिकडे आपण खिशातच ठेवायचा, बाहेर नाही ठेवायचा. कारण की. हो, माझी कॅप घेऊन पळाले होते. आणि तो घालून बसला होता. मग मी त्याच्यासोबत अशीच सेल्फी घेतली. कारण की मला फोटो काढण्याचा खूप शौक आहे ना, मग मी तिथले सग
अच्छा. तुमचं काही घेऊन पाळले होते का? मग? आणि मग ते मोबाईल घेऊन पळायला असतं तर?
हां ना. तर मी खूप रडले असते ना. <tsk> खूप वाईट वाटलं असतं मला. <chuckles>
हां ना, हो. टोपी घेतली म्हटलास, मोबाईल पण घेऊ शकतो ना तो?
नाही, मग त्याला आम्ही काय केलं माहिती का, मजा काय झाली त्यानी आहे ना, आम्ही सगळे जात होतो आणि मी म्हटलं, मला म्हणत होते सर्वजण, "अरे, घेऊ नको तू टोपी, घेऊ नको." पण मी घेतली. माझा आगाऊपणा. आणि मग मस्त मी, कारण की मला फोटो काढायचे होते ना, गॉगल आणि मस्त टोपी घालून फोटो वगैरे काढत होती, अशी मस्त झाडाच्या हां. तिथे एक अ, केटस पॉईंटवर गेलं होतो आणि तिथं मस्त आम्ही थांबलो. आणि तिथे असं खोल खोल दरी आहे तिकडे, केटस पॉईंटच्या इथे म्हणजे मागे ना, असं अ, काहीच नसतं. फक्त हां. खाली दरी, तुम्ही आणि मागे असं मोकळं वातावरण, आकाश तेवढंच असतं आणि तिथून तो माकड आला मागून. त्यांचे कसे ते अ, दरीमध्ये असे खड्डे असतात ना, तिथे राहतात ते आणि तिथून आला आणि माझी टोपीच घेतली. पाहिलं तर मी खूप घाबरली. "अरे! काय झालं?" आणि बघते तर तिथे माकडाने माझी टोपी घालून तो पण, असा टोपी घालून बसला आणि तो टोपी घालून बसला. आणि मग त, अ, माझी फेव्हरेट टोपी होती ती, तर मी कशी घ्यायची, कशी घ्यायची? आणि त्याला घ्यायला गेलो आणि तो आमच्या अंगावर यायचा नाही का असं, हां. मग आम्ही काय केलं तिथे ना, अ, गोळा असतो ना बर्फाचा गोळा.
हां, हां. ओह! अच्छा! फोटो काढायची हौस होते तुम्हाला. हं. अच्छा. ओह! अच्छा. हां, हां. अरे! हं. अच्छा! हां, हां, हां.

अ, तिथे फॅमिलीसोबत जाऊ शकतो. मित्रमंडळींसोबत जाऊ शकतो. मी तर दोनदा तिकडे गेली आहे. फॅमिलीसोबत गेली आहे. हो. दोनदा गेली आहे.
दोनदा? का बरं गेले होते? तुम्ही फिरायलाच गेले होते का फक्त?
हो. फिरायलाच गेले होते. खास म्हणजे तिथे मॅप्रो गार्डन म्हणून आहे. तिथे महाबळेश्वरमध्ये थंड हवा आहे ना. त्यामुळे तिकडे स्ट्रॉबेरी ही खूप पिकते. तिथे खूप अ, त्याचं आहे उत्पन्न. तर तिथे सगळीकडे तुम्हाला स्ट्रॉबेरीच दिसणार. दुसरं काही दिसतच नाही. तर तिकडे मॅप्रो गार्डन म्हणून आहे एक अ, हॉटेल टाईप अ, म्हणजे अ, एक रेस्ट म्हणजे मॉल टाईप आहे तिकडे. म्हणजे तिथं तुम्ही त्यांची नर्सरी, त्यांचे शॉप्स, त्यांचे प्रॉडक्ट्स सगळे बघू शकता. ते आपल्याला फ्रीमध्ये असं टेस्टिंगसाठी पण देतात. त्यांच्या गेम झोन आहेत. हां. तिकडे लहान-लहान मुले गेम्स खेळायला येतात. आणि मग तिकडे मॅप्रो गार्डनमधले ते सँडविच आणि तिथली आईस्क्रीम, अप्रतिम टेस्ट आहे त्याची. सँडविचची साइज. हो. मग थंडीमध्ये थंड खायची मजाच वेगळी आहे.
अच्छा! ओह! अच्छा! अच्छा! हां, हां. ओह! असं पण आहे का? अरे वाह! सँडविच आणि आईस्क्रीम पण भेटते का? अगदी एवढ्या थंडीत आईस्क्रीम खाता? अच्छा! का बरं असं?
अ, तिथलं थंड वातावरण एवढं छान आहे ना. असं म्हणतो ना ''लोहा लोहे को काटता है.''
हां, हां, हां, हां. तसं थंडी थंडीला कापते असं.
इसलीये हां. थंडी थंडीला कापते. म्हणजे थंडीमध्ये थंड खायचं. काही होत नाही.
ओह! मग कुठल्या फ्लेवरची आईस्क्रीम खायला आवडते तुम्हाला?
अ, तिथे स्ट्रॉबेरी फेव फ्लेवर आहे. तो अप्रतिम आहे आणि तिथलं स्पेशल आहे आणि त्यामुळे आम्ही तिथे स्ट्रॉबेरीच खातो आणि ती एवढ्या मोठ्या बाऊलमध्ये येते ना. खाली पूर्ण असं मस्त क्रीम असते आणि त्याच्यावर आईस्क्रीमचा गोळा आणि त्याच्यावर आईस्क्रीम अ, स्ट्रॉबेरीचे तुकडे. दिसायला एवढं भारी वाटतं ना ते? बघूनच मन तृप्त होऊन जातं पहिले आणि त्यासोबत अ, सँडविच असतो. त्याची पण साईज एवढी जम्बो असते ना म्हणजे एकाच अ, चीज सँडविच असतो, ग्रील व्हेज. हां. त्यामध्ये नाही, नाही, तो नसतो स्ट्रॉबेरीचा. तो आपला सँडविच असतं, काकडी, टोमॅटो, चटणी वगैरे टाकून. पण ते एक घेतलं ना, दोघांमध्ये शेअरिंग करून खायचं, इनफ. बाकी तुम्ही काही नाही खाल्लं तर चा चालेल तिकडचं. एवढं छान आहे तिथलं.
अच्छा! वाह! मग तिथं ते सँडविच कसला असतो तो? अच्छा, चीज. मला वाटलं तो पण स्ट्रॉबेरीचा असतो का काय? हां, हां. अच्छा. हां, हां. अच्छा. म्हणजे स फक्त सँडविचच छान आहे तिथलं आणि आईस्क्रीम.
सँडविच आणि आईस्क्रीम आणि बाकी तर स कॉमन सगळं मिळतं. तिथलं स्पेशालिटी ते आहे. आणि तिथलं, तिथे तुम्हाला नर्सरी बघायला मिळेल. म्हणजे सगळे त्यांनी स्ट्रॉबेरीची अशी झाडं लावली आहेत, थंड म्हणजे ते हे करून कारण तिथे खूप थंड हवा असते.
अच्छा. हो.